अ, हो ना, करता येतं अ, कारण मी अनुभव घेतला आहे त्या गोष्टीचा. सगळ्यात मेन मूळ तर कारण असतो तो फोन. कारण जेव्हा 5 मिनिट पण जर मिळाले ना, तरी पण तो फोन हातात घेतला जातो आणि ते रील्सच बघितले जातात वेदर इट इस अ, म्हणजे अ, Facebook आहे का Instagram आहे किंवा जे YouTube आहे, काहीही, जे आवडतं माणसाला ते तो ओपन करतो किंवा कुठलं मग आपलं, अ, हे जे अ, ऑनलाईन जे सीरीज वगैरे किंवा हे आहे. तर मला असं वाटतं की
हो ना. Instagram आहे. हो, हो, हो आणि गेम खेळतात लोक. वेळ मिळाला तर Candy Crush खेळायला चालू करतात. हं, हं.
हो, हो, गेमही आवडतात. हां, तर मग तो जो वेळ आहे ना, मग जर तुम्हाला खरंच अ, आवड आहे, छंद करायचा आहे, तर मग त्याच्याऐवजी तुमच्या हातात मग पेपर-पेन्सिल किंवा स्केच पेन किंवा कलर व्हॉटएव्हर म्हणजे जे पण तुम्ही प्रिफर करता, तेच आलं पाहिजे. आणि अ, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की अ, नाही हे जबाबदाऱ्यातून होत नाहीये, तसं होत नाहीये, तर असं काही नाहीये. आपण अ, अ, ऑफिसमध्ये पण ती गोष्ट सोबत ठेऊच शकतो ना, की जर 10 मिनिटचा ब्रेक आहे, तर अ, 5 मिनिटं जर चालून आलं, तर 5 मिनिटं थोडंसं ते हे करत बसायला काय? जर तुम्ही लोकांचा त्यावेळेस विचार करत असाल, की "ऑफिसमधले काय म्हणतील? मग कसं वाटेल?" मग तर ते कुठेच शक्य नाही. मग तर तुम्ही घरी पण केलं ना, तरी पण ते म्हणतील, "अरे, तू मग त्यापेक्षा तू हे काम कर, मग तू ते कर, मग असं कर." मग मला वाटतं, की अ, जर तुम्ही दिवसातले 15 मिनिट किंवा 30 मिनिट जर आपल्या छंदासाठी देत आहेत, तर मला नाही वाटत की त्याच्यासाठी कुठला नियम पाहिजे किंवा अ, ना त्याचं काही गिल्ट आलं पाहिजे आणि कोणी बघून आपल्याला हसलं, बोललं, तरी आपल्याला काही वाटलं नाही पाहिजे. शेवटी ते आपल्याला जर ताजतवाण करतंय आणि बाकीच्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी मदत करतंय, तर मग आपली इच्छाशक्ती पाहिजे हां, असं मला वाटतं.
हो ना. नक्कीच. हो ना. नक्कीच. कुठली वाईट गोष्ट आहे. हो, अगदीच. काय हरकत आहे हो ना. नक्कीच, तर कुठे-कुठेतरी तुम्हाला वाटतं की आता हे बघा तुम्ही म्हटल्या, की असा कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतःसाठी कराव्यात आणि समाजाचा जास्त विचार नाही करावा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला असं वाटतं, की आपल्या कुटुंबाचा सुद्धा थोडाफार आधार असावा, म्हणजे आपले नाही का आपल्या घरचे असतील. आता कधी आपण लहान घरात राहत नाही, कधी मोठ्या घरात राहतो. आपले सासू-सासरे, बरेच लोक राहतात आपल्याबरोबर, तर अशा वेळेला मग काय? आपण त्यांना समजून सांगावं? म्हणजे ते तेही आपल्याला त्रास नाही देणार नाही का. आता तुम्ही जर नेमकं चित्र काढायला बसलात आणि तुमच्या सासूबाई असं उदाहरण म्हणून सांगतोय, त्या तुम्हाला येऊन म्हटल्या, की "आता चहा पाहिजे किंवा काय खायला करायला पाहिजे वगैरे," तर असं म्हणजे तुम्ही त्यांनाही समजवता का असा 15 मिनिटांचा वेळ आहे तो माझा आहे, तो मला द्या वगैरे का त्यांना बघूनच कळतं?
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. हो, हो. हं, हं. अ